मग तिथे जाऊन मग मस्तपैकी एखाद 2 दिवस अ, राहून यायचं. निसर्गात अ, एक वेगळ्याच गारवेमध्ये जो गारवा असतो. तर ते तिकडे गेलो तिथे मातीत लोळलो, की बरोबर होऊन जा <chuckles> तर ते आपले हात वगैरे घाण करत नाही, याच्यातून लांब पळतो, तिथे कसं आपण सगळं सोडून उलटं अ, काय म्हणतो ना घामाने घूम व्हायलाच जातो असं म्हणायचं.
हां. <laughs> हां, बरोबर. हं, हं. हां, हां, हां, हां, हां. <laughs> हो, अगदी खरं आहे. हं. मग असं कधी अ, जेव्हा आपल्याला मानसिक तणाव असतो किंवा कामाचं टेन्शन असतं, दोन्ही अ, कधी-कधी अ, आपल्यासारख्या स्त्रियांना की घर आणि काम दोन्ही जेव्हा सांभाळायचं असतं, त्यावेळेला खूप तणाव निर्माण होतो ना. मग अशा वेळेला तुम्ही घरात अ, झाडं लावणं म्हणा किंवा बागकाम करणं. या गोष्टी करता का हो? म्हणजे ज्यात तुम्हाला प्रेरणा देतात, की चला कुठेतरी मन शांत होतंय या गोष्टी केल्याने. असं काही करता?
हं. अ, बाग असं नाही आहे, कारण की जागा कमी असते शहरामध्ये घर छोटं आहे. अण बा आपल खिडकीमध्ये एक 4 झाडं लावली आहेत. अ, म्हणजे एक तुळशीचं आपल्याला नेहमी लागतं अ, म्हणून आणि एक झिपरीचं आहे अ, जे अ, काय म्हणतात ना, त्याने अ, सुगंध वगैरे चांगला येतो, बटाट्याचा वगैरे पण लावतो, म्हणजे ते कधीतरी बटाटा कामाच्या आणि घरात असं खाऊ पिऊसे पण कधी-कधी लावतो, कढीपत्ता लावतो. ते आपल्याला कधी-कधी येतो कामात पण येतो ना किचनमध्ये काही बनवायचं असेल तर. असे छोटे फार आवड आहे तेवढे लावलेत बाकी असं मोठं असं फुलाचं वगैरे अ, फुलाच्या रोपट्याला जरा काळजी वगैरे घ्यावी लागते ना, ती तेवढं अंदाज नाही आहे, म्हणजे मी एकदा दोनदा आणलेले बी ते बिचारे राहिले नाही मग ते राहूदे म्हटलं, जे जमतंय तेवढं करायचं आणि बाहेर म्हणजे सहसा बाहेरच जाते गार्डनमध्ये वगैरे जायचं.
हं, हं. हो ना, हां. हां, हां, हां. हो, ते तर हं. अच्छा. हां, हां, हां, हां. हम्म, खरं आहे. हो अरे वाह! हां, हां. हो ना, खरं आहे. हं. <chuckles> हां, हां, हां, हां. हं. हां. <chuckles> अच्छा, हं, हं. हां, हां, हां, हां.
बाहेर माहिती असेल ना तिथे मग पाणी वगैरे टाकायचं निसर्ग तसा जपायचा.

<chuckles> अगदी खरं आहे, पण जेव्हा अ, इ आता घरातले इतरही लोकं असतात किंवा आपले नातेवाईक कुटुंबीय वगैरे पण असतात आणि आपल्याला दिसतंय की ते ही असे मानसिक तणावाखाली आहेत किंवा दुःखामध्ये आहे, मग तुम्ही असे कधी त्यांना सल्ला किंवा त्यांना असं पद्धत आहेत ना, आपले की बाबा निसर्ग किंवा संगीत म्हणा आपल्याला जशी प्रेरणा देतात, तशी त्यांनाही द्यायला अ, तुम्ही कधी मदत केली आहे का? जेणेकरून त्यांनाही त्याच्यातून प्रेरणा मिळाली आणि जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे का, असं काही?
हं. हो, हो, हो. अं, कसं असतं ना, आपलं भरपूर क कमी लोक ऐकतात, म्हणजे काय म्हणतो ना, उपदेश अ, द्यायला गेलं की अ, "असं काय? मला काय झालंय?" असं होतं. त्यापेक्षा गपचूप म्हणायचं की "बाबा मला जायचंय फिरायला, चला माझ्याबरोबर." <chuckles> ते आपोआप त्यांचा सुधार हां. <chuckles> हां. <chuckles> पण बरोबर आपल्याला माहिती आहे ना, त्याने फरक पडतो. ते फरक त्यांना पडणारच. जरा जो चेंज असतो ना, म्हणजे सारखं त्याच-त्याच विचारात अडकणं आणि अ, त्यातून बाहेर न पडणं हे सग म म्हणजे अ, अ, ध्यानाने वगैरे काय होतं, तर आपण एका आहे त्या गोष्टीतून बाहेर पडतो, म्हणजे कुठेतरी मनाला शांतता मिळते. मग ती मा मनाची शांतता म्हणजे एखाद्या म्युझिकमध्ये असं मस्तीमध्ये मजा डान्स केली थोडीशी, घरात सुद्धा कधीतरी अंताक्षरी खेळली आणि नाहीच तर थोडंसं, "अरे चला ना, बाहेर फिरायला, म्हणजे गार्डनमध्ये जाऊन येऊया!" मग ते गव गवतावरती जरा थोड्यावेळ चाललं जरी म्हणजे थोडंसं एक अ, बदल झाला ना, की तो आणि ते सुद्धा निसर्गात झालं तर आपोआपच एक वेगळीच ऊर्जा येते. आप हो.
<chuckles> हां, बरोबर. हं. <chuckles> <laughs> हां. ही छान आयडिया आहे! हां. हां. हं. हां, हां, हां. हं. हो ना. हं. अगदी खरं. हां. बरोबर. <chuckles> हो. हं. हो ना. ऊर्जा येते, बरोबर आहे. वाह! खरंच खूप छान आणि मोलाचा सल्ला दिलात की कशी आयडिया करायची, समोरच्याचं मनही दुखावल्या जाणार नाही आणि चला त्याला नवीन द ऊर्जाही मिळेल, तर जरा त्याच्यातून कुठून तरी बाहेर येईल. तर खरंच
हां. <chuckles> ते हां. <snorts> हो. त्यांना पण खुशी वाटते, "अरे माझ्यासाठी केलं." <laughs>
हो ना. <chuckles> हो ना, तेच तर. खरंय. हं, नाही खरंच, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि अ, कशा पद्धतीने तुम्ही निसर्ग आणि संगीताचा उपयोग प्रेरणा अ, घेण्यासाठी करता ना, ते ऐकून तर खरंच तुमचा किस्सा ही आणि खूप छान वाटलं. पुन्हा नक्की बोलूया. खरंच अ, तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.
हां. मलाही तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. धन्यवाद.

हो ना. <chuckles> किती छान वाटलं असेल ना प्रसन्न एकदम की अरे! निसर्गाच्या वातावरणात गेलोय आणि मग काय तेव्हा मग दुःख असेल किंवा काही नैराश्य झालं असेल तर
हां. हां, काहीच नाही. म्हणजे ते एकच तेच-तेच-तेचपणा होता ना जे काही वेगळं नव्हतंच अ, हे 6वी झाली, 7वी झाली, 8वी झाली म्हणजे कंटाळा आलेला आणि आता पुढे जाऊन 10वी येणार आहे. आपण काही करतच नाही, असं झालं होतं आणि त्याच्यामध्ये ही ट्रिप आली होती मग हां. जरा मित्र-मैत्रिणीं बरोबरपण एक वेगळं, रात्रीचं बॉन फायर वगैरे मस्त झालं होतं. दुसऱ्या रूममधे राहत होतो वगैरे पण एकंदरीत तो जो सीन होता ना इको पॉइंटचा जो निसर्गात होता हो. लख्ख म्हणजे दमून-दमून वरती गेलेले आणि एकदम त्या दमछाकाला सुद्धा जागा नव्हती म्हणजे शरीर दमलं होतं पण तरी पण एवढा आनंद झाला होता ना त्या ते पुढचं बघून.
हं, हं. अरे! हं, हं. हां. <chuckles> हं. हं, हं. वाह! हां. हां, बरोबर. हं, हं, हं, हं. <chuckles> हां. हं. बरोबर. तेच, असं मग कधी झालंय का? की खूप वेळेला ना असं होतं, कामाच प्रेशर खूप वाढतं, चिड-चिड वाढते आणि सतत राग अ, म्हणजे येत असतो की कुठल्या आणि खूप वेळेला समजतही नाही की का राग येतो इतका? असं होतं ना मग. त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी मदत करतात का हो की निसर्ग असेल म्हणा किंवा संगीत असेल म्हणा तेव्हा मदत होते का तुम्हाला त्याची?
तेच. हां, हां.

अ, ते अ, एक मला लहानपणीचा प्रसंग खूप आ आ आठवतो की आपण सगळ्यासारखं ते म्हणतो ना, अभ्यास, अभ्यास, अभ्यास ह्याच्यामध्ये आमची एक पिकनिक जाणार होती महाबळेश्वरला आणि अ, अ, म्हणजे परीक्षा वगैरे संपले अ, आणि अ, त्यानंतरही अ, ट्रिप होती आणि तेव्हा मग इको पॉइंटला गेलो होतो म्हणजे जाईपर्यंत खूप दमले होते. तर अ, शरीर वगैरे एकदम थकलं होतं. आपण वरती एवढं चढतो ना, रोजची सवय नसते ना, आपण मुंबईत ची बस आणि त्यातून वगैरे असं, पण अ पण अ, तेव्हा एवढं दमलो, दमलो. पण असा जो नजर असं म्हणतो ना, इको पॉइंटला असं बाहेर अशा दऱ्या, असं एवढी हिरवळ, एवढे हिरवे झाड, गार, गार तो गारवा आणि ती हिरवळ आहाहाहा! आणि सकाळची वेळ अ, होती आमची जवळपास. अ, आणि त्यात अ, प्रकाश पण छान होता अ, लख्ख होता व्यवस्थित 10:00-11:00 वाजता अ, कसा असतो ना, म्हणजे सगळे अ, हिरवा रंग म्हणजे एकदम जो निसर्गाचा सगळा रंग, आकाशाचा रंग एकदम छान, एकदम अ, लिव्हली दिसत होता. आणि त्यात तो एकोचा आवाज म्हणजे त्यांनी सांगितलं होतं का तुम्ही जे काय बोलाल ना हां. तर ते होणार. मग प्रत्येक जण आपापली नावं घेऊन तो एक वेगळाच निसर्गाचा आवाज, निसर्गाचं संगीत म्हणता येईल. <chuckles> ते एकदम गंमत वाटली जसं निसर्ग आपल्याशी परत बोलतोय. <chuckles> अ
हां. हं, हं. हां. अच्छा. हं. हां, हां, हां. हो ना. हो. <chuckles> हो ना. हं. हां. <chuckles> हं, हं. हां, हां, बरोबर. हां. हं. वाह, वाह! हं. खुलून येत होता, दिसत होता. हं, हं. <chuckles> हां. <chuckles> हां, बरोबर. <chuckles> हो ना, निसर्ग तुम्हाला हाक मारतोय असं ते तुम्ही हाक मारत असणार समोरून पुन्हा तुमचाच आवाज तुम्हालाच रिटर्न ऐकू येतोय, पुन्हा एकदा तर ते वेगळंच अ, कुतूहल वाटतं ना की "काय? कसं झालं हे?"
हो, हो. हो. हो. <chuckles> ते मग एवढ्या जोरात तो हाक आपण मारला ना, तर मग तो 2-3 वेळा अ, म्हणजे अ, ताई, ताई, ताई, असं आपण म्हणतो ना. <chuckles> छान वाटलं होतं.
हं. हं. <chuckles> हं. तेच.
मग ती आठवण घेऊन मग अ, परत घरी गेल्यावरती मग कधीपण असं आलं ना, अरे, काय डोळे बंद केले तरी तो तिकडचा प्रसंग आठवायचा.

हम्म. अगदी खरंय. मग असं तुम्ही अ, काही किस्सा किंवा अनुभव झालाय का हो? की ज्या वेळेला ना तुम्हाला खूप लो फील होत होतं किंवा खूप असं अ, तुम्ही दुःखी झालेलात म्हणजे खत कधी-कधी होतं ना की बाबा नैराश्य येतं. तर मग त्या वेळेला तुम्ही असं काही अनुभव केलेत का? की तुमचं मन शांत करायला किंवा तुम्ही त्या नैराश्यातून बाहेर यायला या दोन्ही गोष्टींचा किंवा कुठल्याही एका गोष्टीचा उपयोग घेतलाय करून?
हं. हं, हं. हो. अ, म्हणजे सहसा कधी असं डाउन फील होत असेल ना, तर अ, सहज सोपा मार्ग म्हणजे अ, संगीत असतं. म्हणजे एखादी अ, म्युझिक अ, म्हणजे असं एखादे सॅड सॉंगस् असतात ना मेलोडीचे वगैरे. म्हणजे कधी-कधी हॅपी पण एकदम जुने असे आपले मेलोडीचे वगैरे असतात ना, बहुतेक काहीतरी होप देतील आपल्याला पुढे अ, कभी खुशी, कभी गम वगैरे किंवा असं काही असंत ना अ, सुखाच्या पाठी दु म्हणजे दुःखाच्या पाठी सुख येणार वगैरे अशा पद्धतीचं काहीही असेल थोडेफार एकदम छान सुंदर असे अ, आणि बोलता येणारे समजता येणारे असे बोल असतील थोडेफार तर नक्कीच आपल्याला अ, आपल्या अ, ह्याच्यातून बाहेर काढता येतं त्याला. आणि जर जमत असेल म्हणजे आता घरी नसेल म्हणजे वेळ असेल वगैरे तर कधीतरी असं गार्डनवरती म्हणजे गार्डनला जायचं आणि असं ती हिरवळ अ, म्हणजे हिरवे अ, गवत वगैरे असेल, तर त्याच्यावर परत चाल अ, चालल चाललो आपण वगैरे ना, तर एक अ, जमिनीशी जो अ, कनेक्शन असतो ना जो आपण अ, एकच गारवा जो पहायला वगैरे मिळतो तर त्याने खूपच वेगळं अ, फ्रेशनेस मिळतं.
हं, हं. हो. हम्म. अ, हां. बरोबर. हं, हं, हं, हं. <chuckles> हां ना. हं. हो ना. हां. हं, हं. हो. हं, हं. हां. बर हो. हो. हं, हं. हं, हं, हं.